बऱ्याच वेळेला "अरे, ह्याने हे केलं, म्हणून आज इथे बघ गेलाय तो. बघ त्याने ती पायरी निवडली म्हणून त्याच्यावर पोहोचलाय तिथपर्यंत." असं आपल्याला ऐकायला मिळतं. जेव्हा आपल्याला आपल्या करियरची निवड करायची असते. आणि मग असं कधी झालंय का हो तुमच्याबरोबर, समाजाच्या अपेक्षांमुळे तुमची करियरची निवड तुम्ही केलीत?
अ, हो. असं झालेलं आहेच आहे. कारण की माझा म्हणजे चॉईस हा वेगळा होता किंवा मला ज्याच्यात अ, काय म्हणतात क्युरिऑसिटी होती की नाही मला हे चांगलं येतं. त्याच्यात मला करायचं होतं. पण समाजाच्यामुळे किंवा माझ्या जे, आता आपण म्हणतो ना की घरात आपण जॉइंट फॅमिली असलो किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये कोणी त्या पदावर गेलेलं असतं किंवा त्याच्यातून गेलेलं असतं. तर तो बोलतो, "नाही तुम्ही हेच करा" किंवा तो झालेला आहे. तर मग आपण पण म्हणतो, नाही. मग आपले घरचे म्हणतात की "नाही मग असं केल्यानी ना, आपल्याला जॉब भेटतो, पैसे भेटतात." असं म्हणजे आपण आपल्या इच्छा मारून अं, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो. म्हणजे स्वतःच्या न करता त्यांच्या करतो. <inhales>
बरोबर. बरोबर. बरोबर. हो. अगदीच. मग मला एक सांगाल का, की आपल्या आवडीचं करियर हे आपल्याला निवडता येत नाहीये आणि कोणाच्यातरी दुसऱ्याच्या आवडीने निवडावं लागतंय, हे लक्षात आल्यावर काय तुम्हाला वाटलं होतं? म्हणजे कशी रीॲक्शन होती तुमची?
माझी रिएक्शन होती की अ, पहिले तर मी खूप अ, असं म्हणजे कन्विन्स केलं की अ, अ, म्हणजे आता माझं समजा आता 12वीचा माझा रिझल्ट लागला, त्याच्यानंतर मला खरं म्हणजे मला इंजिनिअरिंगला जायचं नव्हतं. तर मला असं अ, की फोर्स होता जे माझे कझिन्स वगैरे होते. ते सगळे इंजिनिअर झाले होते, डॉक्टर झाले होते. तर मग त्यांचं असं होतं की आपण ह्या बॅकग्राऊंडमधून आहे सगळे. तर मग "आपण पण अ, तेच हो, तेच करूयात आणि तू करू शकते, तू कर. त्याने जॉब भेटेल." म्हणजे 4 वर्ष करायचं आणि लगेच जॉब भेटेल वगैरे. पण माझी जी वैयक्तिक इच्छा होती की मला नव्हतं करायचं. मला म्हणजे फॅशन डिझाइनमध्ये इंटरेस्ट होता किंवा मला इंटिरिअर डिझाइन, म्हणजे मला त्या सेक्टरमध्ये जास्त इंटरेस्ट होता. मी अ, खूप कन्विन्स केलं की नाही मला जॉबचं नाही, मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे ह्या बाबतीत. पण त्यांनी ते नाही ऐकलं, की ते बोलता की "बिझनेस मुलीचं. तू कसा बिझनेस करशील? सक्सेस होईल का? हे तरी ॲटलिस्ट तुझ्या ह्याच्यामध्ये डिग्री अस"
अच्छा. वाह! अच्छा. म्हणजे त्यांनी तुमच्यावर एक प्रकारे असं आपण म्हणतो ना, की अविश्वास दाखवला होता आणि जे सगळ्यांनी निवडलंय तेच निवड, असं तुमच्यावर म्हणजे त्यांनी ए एक दबाव आणला.
असं तु हो, हो.
पण मग तुमच्या लक्षात आलं की आता आपली करियर जे आहे, ते ह्यांच्या मार्गाने जाणार आहे. पण मग तरी पण तुम्ही म्हणजे घरातल्यांशी अ, जे आता बघा कसं असतं, आपल्याला कझीनने बोललं. आपल्याला का म्हणतात ना, की अ, आई-वडिलां आई-वडिलांव्यतिरिक्त बाकी सगळ्यांनी बोललं, तरी पण आपण एक असतं की आपल्या आई-वडिलांकडे जातो. की नाही, मला हे नाही हे करायचं. मग तेव्हा आई-वडिलांनी तुम्हाला साथ दिली, का त्यांच्याबरोबर उभे राहिले?
अ, त्यांनी मला साथ दिली, पण परत ते असं बोलायला लागले की उ अ, शेवटी कसं असतं ना, ते त्याच्यातून गेलेले असतात कझीन. आणि अ, आपण म्हणजे आम्ही कसं आता आपण नवीन आहे ह्याच्यामध्ये, आपल्याला माहित नाही. मग ते सांगताय ते खरं आहे. "हां, तुझं पण खरं आहे. का तुला करायचंय. मग तू असं कर ना बेटा की आता तू अ, डिग्री घे किंवा तू साइड बाय साइड कर किंवा डिग्री झाली का मग तुला अ‍ॅड अ, म्हणजे हातात डिग्री असेल, जॉब असेल. मग तू पुढं वाटलंस तर तुझ्या अपेक्षांचं आहे. तुला हे करायचंय, तर तू ते करू शकते. पण तू आता डिग्री घे." म्हणजे त्यांनी असं त्यांचं वैयक्तिक मत मांडलं, कारण की त्यांना असं वाटतं की आता हे जर म्हणजे आपण म्हणतो ना मुलीचं कसं असतं, की वय आहे. मग ह्या वयात तुझी डिग्री झाली पाहिजे. पुढे तुझं लग्न असतं किंवा उद्या तुला विचारणार. मग तू ते अ, डिग्री असली, तर उद्या तू काहीही करू शकते तुझं-तुझं. असं त्यांचं वैयक्तिक मत होतं. त्याच्यामुळे त्यांनी मला साथ पण दिली. म्हणजे आपण म्हणतो ना अ, 50-50 की नाही तू डिग्री कर, मग तू अ, मग तुझं कर. पण तू आता लगेच करू नको. कारण की ते सक्सेस होईल असं नाही किंवा तुला भेटेलच असं नाही. ती एक अ, काय म्हणतो ना आपण एक छंद आहे तो तुझा. तुला ते करियर म्हणून करायचं आहे की नाही? ते करियर कितपत सक्सेस होईल ते सांगू नाही शकत ना. तसं तुझ्या हातात एखादी डिग्री असेल कोणती पण. जरी तू त्याच्यामध्ये जॉब नाही केला, पण नावाला एक डिग्री आहे तुझ्याकडे. म्हणजे तू उद्या ते दाखवू शकते किंवा तुला नाही याच्यात करियर म्हणजे सक्सेस झाली तू, नाही तुला हे फक्त एक छंद म्हणून ठेवला. तरी तू तुला अ, त्याच्यावर जॉब भेटू शकतो, तुझ्या डिग्रीवर. असं त्यांचं एक अ, प्रामाणिक मत होतं आणि आजच्या घडीला त्यांना असं वाटतं, की आपल्याकडे डिग्री असून एक छोटा-मोठा जॉब असणं गरजेचं असतं.
बरोबर. बरोबर. हो. बरोबर. हं. हां. बरोबर. बरोबर. अगदीच. <coughs> बरोबर. बरोबर म्हणजे आई-वडिलांना जे काही सामाजिक आपण म्हणू दबाव होता किंवा नातेवाईकांचा जो दबाव होता, त्याच्या पुढे त्यांनी जे आहे की आपण एक म्हणतो ना, की स्वीकार्य केलं की "हां, तू पण असंच कर." पण त्यांनी एक तुम्हाला उमेद दिली की बाबा डिग्रीनंतर सुद्धा तू स्वतःसाठी काही करू शकतेस. एक तेवढ्याच तुम्हाला एक म्हणजे असा बोलतो ना, "बुडत्याला काडीचा आधार" तसा होता.
अ हो.
पण मग असं झालं का काही? की जेव्हा हा निर्णय घेतलात तर तुम्हाला म्हणजे काय आलं मनामध्ये? की रिबेलस वाटलं, की "नाही नाही, मला हे तर करायचं नाही, हे बळजबरी करायला लावतात, आता मी करणारच नाही!" किंवा "ओके ठीक आहे आता केलंच आहे तर करूया." काय, काय होतं तुमच्याब
मला अ, म्हणजे मला असं जेव्हा ते ॲडमिशन घेतलं ना, "मी हे कुठे फसली? मी काय करती? मला काय येतंय? माझं डोक्यात काय चालू आहे?" म्हणजे मला याच्यात इंटरेस्ट नसतो ना आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये तसं माझी खूप चिडचिड व्हायची म्हणजे, की "यार मी काय करते इथे येऊन?" अं, <tsk> म्हणजे माझं लक्ष लागत नव्हतं त्या गोष्टींकडे मी जवळ-जवळ एक वर्ष माझं हेच नव्हतं, की मी काय करते आहे, की टाईमपास तर नाही करत आहे हा. ठीक आहे चाल त्यांच्या मनाने मी डिग्री घेते त्यांना सांगायला काय जातं. मला पुढे माझं आहे स्वतःचं. किंवा मग आता मी 4 वर्षाची डिग्री घेईलच म्हणजे अभ्यास तर करा, की शेवटी तो डिग्रीचा अभ्यास काही सोपा नसतो. मग एवढं त्याच्यात अभ्यास करा आणि परत आपण दुसरीकडे करियरला स्विच मारा. म्हणजे हे पण चुकीचं होत होतं म्हणजे मला एवढा असा संभ्रम होता स्वतःच चीड यायची पण मग माझे आई-वडील काय बोलायचे अ, "बरं ठीक आहे, जाऊ दे तू कर, पण आता डिग्री राहू दे जास्त अभ्यास नको करू तुला जेवढं पासिंग पुरतं असेल तेवढा कर. मग तुझं वाटलंस तर इकडे लक्ष ठेव, पण डिग्री ठेव हातामध्ये." ते नेहमी मला सांगत असायचे. पण आपल्या म
बरोबर. हां. बरोबर. बरोब त्यांना ते महत्व होतं खूपसं, की बाबा डिग्री मिळायला हवी जसं बाकीच्यांना मिळाली आहे तशी माझ्या मुलीला सुद्धा मिळावी, ही त्यांची अपेक्षा होती.
हो. म्हणजे डिग्री कसं त्यांचं म्हणणं की डिग्री आता तुला समजा आता मी 4 वर्षात मुलांचा आता आपण तेवढा मॅच्युअर नसतो त्या स्टेजला. कारण की त्यांना त्यांनी पावसाळे जास्त पाहिले, आपण काय म्हणजे? आपण फक्त तो करतोय म्हणून मला करायचंय किंवा अ, हा करतोय म्हणून मला. पण आतली इच्छा असते. पण त्यांचं असं म्हणणं की आपली आतली इच्छा बदलते काळानुसार. उद्या तुला असं नको वाटायला की मी डिग्री केली असती, माझ्या हातात तरी डिग्री असते, तरी ठीक आहे मी हा साइड बाय साइड आहे माझं, हे पण केलं असतं माझी डिग्री असती तर मी जॉब पण केला असता. काळानुसार सिच्युएशननुसार बदल बदलत ना माणूस तसं त्यांना वाटायचं म्हणून ते सिक्युअर साइड म्हणून की तू डिग्री ठेव तुझ्याजवळ. मग तुला 4 वर्षांनी तुला काय करायचं, ते तुझं तू करू शकते. म्हणजे तुला कोणी अडवणार नाही.
बरोबर. बरं. बरोब अगदीच. हं. पण मग असं कधी झालं का ओ, की आता निवडलं तर आहे इंजिनिअरिंग, अभ्यास म्हणजे अगदीच आई-वडिलांच्या प्रेशर खाली येऊन थोडाफार अभ्यास करताय. पण तरीही मन पुन्हा तुमच्या हौशीकडे तुमचा कल जिथे आहे त्या फॅशन डिझायनकडे वळत होतं का?
हो. म्हणजे आपण डिग अभ्यास करायचा नसेन तर रट्टा मारतो मग आपण. अशा ठिकाणी काय करतो? कारण की आपल्याला इंटरेस्ट नाही तर आपण ते असं अ, घालत नाही. म्हणत नाही. मग रट्टा, हां. रट्टा जे असेल ते अ, पाठ करून जायचं आणि लिहायचं. म्हणजे त्याच्यात इंटरेस्ट नाही राहत. म्हणजे पास होणार आपण मार्क्स मिळणार आपल्याला जे असतील ते मिळणार. आणि मग आपल्याला जो इंटरेस्ट असायचा ना, मग आपल्याला समजा आता फॅशन डिझाइनमध्ये तर मला मी फॅशन डिझाईनचंच म्हणजे जे असेल, मग ते ऑनलाईन सर्च करणं, त्या करणं किंवा ज्या गोष्टी मला ते आवडायचं मी स्वतःच आधी अवलंबायचे. म्हणजे आता समजा कॉलेजला असल्यामुळे आपण काय करतो? ते आधी स्वतःच करतो. मग आपल्याला समोरून कॉम्प्लिमेंट पण भेटते की नाही हिचा फॅशन सेन्स खूप छान आहे हं. अ, हिचं राह आपण म्हणतो ना राहणीमान किंवा एक जे अ, सेन्स असतो की तो जरी साधा असला तरी तो एक अट्रॅक्टिव्ह वाटतो. मग ते जर कॉम्प्लिमेंट भेटत ना, तर आपल्याला वाटतं की हां माझ्या तो आहे. म्हणजे मी स्वतः म्हणते की "हां, मला करायचंय त्याच्यातच." पण जेव्हा समोरून पण आपण बोलतो ना, की येतंय की म्हणजे आपल्याच दिसतंय ते त्याच्यामुळे म्हणजे तो एक पॉझिटिव्ह पॉइंट मला भेटत गेला 4 वर्षामध्ये.
बरोबर. मनापासून शिकत नाही. बरोबर. बरोब हां. बरोबर. बरोबर. हां. बरोबर. म्हणजे 4 वर्ष तुम्ही इंजिनिअरिंगची केलीत. पण स्वतःमध्ये एक कुठेतरी आतमध्ये ती सुप्त इच्छा की मला फॅशन डिझायनर व्हायचंय, हिला सुद्धा जिवंत ठेवलत.
हो.
आणि मग त्याच्यासाठी स्वतःवर प्रयोग करत होतात. प्रत्येक वेळेला फॅशन स्वतः निवडायची आणि त्याला तुम्हाला अप्रिसिएशन पण मिळत होतं. पण मग कधी हां.
<chuckles> म्हणजे हां. अ हां. म्हणजे एक बोला, बोला.
पण मग कधी असं झालं का की फॅशनचं वेड अभ्यासावर भारी झालं का?
अ, नाही. आता कॉलेजमध्ये आपण म्हणतो ना डेज असतात. प्रत्येक कॉलेजला एक ठराविक असतो की तो एक मंथ असतो त्याच्यामध्ये डेज असतात. त्या डेजमध्ये आपल्याला, आपल्याला रिप्रेझेंट करावं लागतं. आणि असा अभ्यासाचा मंथ नसतो. म्हणजे आपण 5 महिने अभ्यास करतो सेमिस्टर एंडला 1 डेज असतात, एक महिन्याचे त्याच्यामध्ये असतात. तर आम्हाला त्या महिन्यांमध्ये अ, आपल्याला स्वतःला रिप्रेझेंट म्हणजे कसं असतं की ट्रेडिशनल डे असतो, वेस्टर्न डे असतो, हा डे, तो डे, सगळे डे असतात. मग मी काय करायची प्रत्येक डेला एक युनिक करायचं. हा, म्हणजे आपल्याला आता रिप्रेझेंट करायचं म्हणजे आपल्या अभ्यासावर परिणाम होणार नाही आणि ते असं आपण म्हणतो ना एक काही वेगळं पण वाटणार नाही. म्हणून त्या त्या डेजला आपल्याला म्हणजे तो 1 महिना ना पूर्ण वापर करून घ्यायचा. म्हणजे अ, मग ते म्हणजे प्रत्येक वेळेस काय होतं की आमचा 1 फॅशन शो होता. अ, ह्याच्यामध्ये तर आम्ही एक ट्रेडिशनल प्लस वेस्टर्न असा होता त्याची थीम. तर आमच्या ग्रुपला 1st प्राइज भेटलं होता. म्हणजे मी ते रिप्रेझेंट केला होता लास्ट यिअरला. म्हणजे मी पहिल्यापासून नव्हता केला, पण मी लास्ट यिअरला म्हणजे माझ्यात तो कॉन्फिडन्स येत गेला, कारण की आपल्याला कॉम्प्लिमेंट भेटत गेले, तर आपल्याला असं वाटतं की हां, आपल्या आपण करू शकतो ह्याच्यात. तेव्हा मी तो आम्ही लास्ट फेस्ट आमचं फेस्टिवल होतं त्या कॉलेजचं आणि तेव्हाच आम्ही शेवटला म्हणजे तो रिप्रेझेंट केला मी आणि आम्हाला 1st प्राइज भेटलं होतं. म्हणजे तेव्हा मला असं वाटलं की मी खरंच करियर करू शकते. म्हणजे माझं ते आई-वडिलांनी दिलेलं मला प्रोत्साहन की हा, तू डिग्री कर आणि ते वाया नाही गेलं आणि मला प्लस हे पण कुठेतरी प्लॅटफॉर्म भेटलं की मला तिथं लोकांनी प्रोत्साहन दिलं किंवा त्यांना पण ते आवडलं म्हणजे मी तिथे डिग्री पण भेटली आणि मी माझं जे अ, आतलं माझं होतं अपेक्षा ती पण पूर्ण करत राहिली.
हो. होय. बरोबर. बरोबर. हो. वाह! बरोबर. हं, हं. वाह! अरे वाह! बरोबर. वाह! सापडला तुम्हाला. बरोबर. वाह! पण मग आज तुम्ही जेव्हा तुमच्या ह्या निर्णयाकडे बघता, तेव्हा तुम्हाला काय वाटतं, की डिग्री करून तुम म्हणजे आई-वडिलांचं ऐकून डिग्री केली आणि स्वतःच पॅशन जपली स्वतःची हौस जपली. हे चांगलं झालं का नाही? आई-वडिलांचं न ऐकता फॅशनच जर पहिल्यापासून केलं असतं तर अजून चांगलं असतं, काय वाटतं तुम्हाला वळून बघताना?
अ, नाही मी आई-वडिलांचं ऐकलं, तर मला असं वाटतं की ते अ, चांगलं झालं, की त्यांनी जे सांगितलं की तू डिग्री करून हे कर. कारण की अ, फॅशन आहे आपण म्हणतो की करियर वगैरे किंवा ते माझं छोट छोटासा एक अपेक्षा आहे. पण एक डिग्री पण माणसाला लागते की उद्या फ काही झालं, मार्केट डाऊन किंवा काही गोष्टी. आता प्रत्येक वेळेस आपण कोरोनामध्ये बोलू शकतो की कोरोनामध्ये अ, 3 वर्ष आपल्याला काही फॅशन दाखवायची नव्हती किंवा <chuckles> आपण बाहेर निघत नव्हतो. तेव्हा मग आपल्याला काय होतं खायला? जे आपल्याकडे डिग्री असेल त्याच्यावर जॉब भेटेल, त्याच्यावर आपल्याला काम करता येतं. ते पण घरबसल्या. त्याचा फायदा मला त्या तेव्हा झालेला कोरोनामध्ये खरं सांगायचं, कारण की मी फॅशनवर केला, पण मला ते आपण म्हणतो ना की फॅशन शो हे कुठे जाता येत नव्हतं. बाहेर रिप्रेझेंट करता येत नव्हतं. आपण जे ऑनलाईन करू तेवढंच. जेवढं ऑनलाईन करता येईल, कारण की लोकं पण ऑनलाईन काही डिलिव्हरी घेत नव्हते तेव्हा पण. अ, त्याच्यामुळे अ, त्याच्यामुळे तो एक फायदा झाला आणि मग मला तेव्हा आठवलं की म्हणजे आपले आई-वडील बोलतात, म्हणजे दुसरे लोक किती काही बोलू, पण जेव्हा आई-वडील बोलताना ते खरंच मोलाचे शब्द असता, कारण की त्यांना माहित असतं की पुढे त्यांच्या भविष्यासाठी काय गरजेचं असतं. म्हणजे असं की सिच्युएशन कोणती पण येऊ शकते. त्याच्यासाठी आपल्याकडे डिग्री किंवा आपल्याकडे त्या गोष्टी असल्या तर आपण त्याचा उपभोग घेऊ शकतो.
बरोबर. अगदी. बरोबर. बरोबर. एवढ्यात, हो. अगदी, अगदीच. हो. बरोबर. तर खरं तर तुमची ही जी तुम्ही तुमचा अनुभव सांगताय, तो खरोखर एक उत्साह आणि प्रेरणादायी आहे. कारण आजकालची मुलं अशी करियर निवड जी आहे, ती समाजाची अपेक्षा किंवा आई-वडिलांच्या अपेक्षांप्रमाणे जायला नाही मागत, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?
मला असं वाटतं की अ, कसं असतं आजची जी अ, पिढी असते ना त्यांचं कसं असतं अ, की याचं बघितलं त्यांच्या म्हणजे अ, त्यांच्या वयाची जी मुलं असतात ना, त्यांच बघतात ते. आतून त्यांना वाटतं म्हणून नाही करत, म्हणजे खूप सारे अ, मुलं असतात ते. एक जेन्युइन थोडे फार मुलं असतात की त्यांना आतून तसं वाटतं. पण ते आई-वडिलांचं ऐकतात. पण ज्यांना वाटत नाही ना, मग तो करतोय मग मला करायचंय तसं. मग तो असं करतोय ना मग मला पण करायचंय. पण तसं नाही राहत. कसं असतं की आपल्यात काय क कला आहे, त्याच्यात आता त्याच्याकडे असेल अ, म्हणजे त्याला क्रिकेट खेळण्यात खूप असेल इंटरेस्ट किंवा तो त्याच्यात क्युरियस असेल. तर तोच असेल असं नाही ना तुझा वेगळा काहीतरी असेल तुम्ही आतला गुण शोधा आधी आणि मला असं वाटतं की करियर पण तेवढंच महत्त्वाचं आहे की तुम्ही त्याच्याच बेसिसवर नाही, आपल्या हातात काहीतरी एक डिग्री असणं खूप गरजेचं आहे. कारण की कधीतरी काळ असा येतो की आपल्याला फक्त ते कामा येतं म्हणजे हे काम नाही येणार, असं मला वाटतं. की आता समजा कोरोनासारखी सिच्युएशन आली, परत ना येवो असं वाटतं. पण तेव्हा आली होती तेव्हा कोणा जे शिकलेले होते इव्हन दो शेतकऱ्यांना सुद्धा कामं नव्हती.
बरोबर. बरोबर. अच्छा! बरं. बरोबर. बरोबर. खूप गरजेचं आहे. बरं. बरोबर. होय. बरोबर. म्हणजे अग ज्यांच्याकडे कला आहे, स्किल आहे त्यांना सुद्धा त्या काळात घरी बसून राहावं लागलं होतं. परंतु जे शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होते त्यांना बऱ्यापैकी ऑनलाईन अशी कामं मिळाली होती.
म्हणजे अ हो, हो म
आणि त्याकरता तुम्ही तुमच्या आई-वडिलांचे खूप खूप म्हणजे आभारी आहात असं मला आता ह्या संभाषणातून जाणवलं.
हो मला म्हणजे खूप म्हणजे आनंद झाला होता, की अ, बरं झालं म्हणजे मी ऐकलं. नसतं ऐकलं तर मी आज जॉबलेस असते किंवा मी इथे डिप्रेशनमध्ये असते. की मी काय 3 वर्ष कारण की ती एक 6-7 महिन्यांची गोष्ट होती. आपण 3 वर्ष जवळ-जवळ आपले असे घरूनच गेलेले ऑनलाईन कामामध्ये.
बरोबर. बरोबर. मग आता काय करता तुम्ही? आता फॅशन डिझाइन करता का इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात आहात?
मी अ, जॉब पण करते आणि मी फॅशन डिझाइन पण करते.
अरे वाह! म्हणजे साइड हस्टल एक चालू आहे. एक फॅशन म्हणून आणि तुमचं करियर सुद्धा तुम्ही सांभाळताय.
हां. आणि मी अ, घर पण सांभाळते. म्हणजे मी खुश का आहे, की मी फॅशन डिझाइन म्हणजे माझं त्याच्यात आवड आहे. तर मला किती वेळ झाला रात्री तरी मी ते हा मला डिझाइन रेडी करायची, कारण मला त्याच्यात आवड आहे, क्युरिओसिटी त्या गोष्टींची. मग मी ती करतेच. म्हणजे मी डिझाइन प्रोव्हाईड करते जे मोठे-मोठे अ, क्लायंट्स असतात त्यांना मी करते डिझाइन.
अरे वाह! बरोबर. हां, बरोबर. अरे वाह! किती छान. म्हणजे या तुमचं एक उदाहरण घेता येईल, की ज जित जहाँ चाह है, वहाँ राह है. असं म्हणतात. "इच्छा तिथे मार्ग." तर ही इच्छा बळकट असली तर नक्कीच आपल्याला आपली ध्येय गाठता येतात. आणि आई-वडिलांच्या मार्गदर्शनामुळे ती खूप चांगली ध्येय असतात, असं मला वाटतं. खरंच मला खूप छान वाटलं आज तुमच्याशी इथे बोलून. नक्की पुन्हा भेटू आणि या विषयांवर अशाच गप्पा मारू. धन्यवाद!
हो. धन्यवाद.